आता लाईव्ह शोज जेव्हा असतात, तेव्हा आर्टिस्ट जे असतात, त्यांना एन्गेज ठेवण्यासाठी, श्रोत्यांना उत्साह त्यांचा टिकून राहावं, त्यासाठी तुम्ही म्हणजे असं काय करता, की जेणेकरून ते प्रभावित राहतील? आणि असं काय अशे काही गोष्टी फॉलो करता का तुम्ही?
हं, हं. हो, ना, म्हणजे मी एक गायक असल्यामुळे मला लाईव्ह शोमध्ये जे एनर्जी आहे, ती मेंटेन ठेवावी लागते. जर का आम्ही त्यांचा पब्लिकचा उत्साह मेंटेन नाही करून ठेवला, तर मग आमचा शो फ्लॉप होणार ना. मग तेव्हा मग कोणाला त्यात अ, जास्त यायला आवडणार नाही. तर म्हणून त्यांची ऊर्जा एकदम अ, जास्त असेल, असं अ, होण्यासाठी आम्हाला, आमचे जे म्युझिक प्लेलिस्ट असतं, त्याची निवड खूप अ, सांभाळून करायला लागते, खूप विचारपूर्वक करायला लागते. आणि त्याची मग पूर्वतयारीसाठी आम्ही 2-3 आठवडे छान असं रिसर्च करतो आमचं, की कोणती गाणी आम्हाला गायला हवी, कोणती नको, काय करायचं, कोणते कपडे घालायचे, कोणते म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स आम्ही वापरणार. तर ही भरपूर पूर्वतयारी चालू असते त्यासाठी.
असं. हम्म. बरोबर. हं. बरोबर. हं, मग ह्यामध्ये तुम्ही सांगितलं प्लेलिस्ट तयार करावी लागते. तर अशा वेळेस कुठली प्लेलिस्ट, काय लक्ष देता तुम्ही? कसं असायला पाहिजे प्लेलिस्ट?
आता काय आहे ना, की वेगवेगळे शोज् असतात. एकाच प्रकारचे शोज् नसतात. कधी अ, एखाद्या प्रॉडक्ट लॉन्चचा शो असतो. मग त्यात काय असतं की माणसं अ, खूप ॲक्टिव असणं गरजेचं असतं. कारण प्रॉडक्ट लॉन्च होत आहे. एखादा नवीन जसं का जर का अ, फोन लॉन्च हो होत असला तर त्यासाठी मग क्राउड कसं असणार? यंग क्राउड असतो तो. कॉलेजला जाणारी माणसं किंवा नवीन-नवीन जॉबला जॉइन करणारे म्हणजे अ, त्यांचं वयाचं रेंज असतं 20 ते 30-35 एवढं.
हं. बरोबर, हो. हं. बरोबर.
तर ह्या वयोगटातली जी माणसं असतात, त्यांना कसं आवडतं म्युझिक? म्हणजे त्यांना जर मी सूफी गाणी ऐकवली तर ते झोपून जातील तिथे. तर त्यांच्यासाठी एकदम हाय एनर्जीची गाणी हवी. बॉलिवूडची गाणी जे डान्स नंबर्स असतात ते. एकदम अ, चांगले रॉक, पॉप सॉग्स. जे अ, ज्याच्यात ते खूप अ, एकदम हाय एनर्जीने डान्स करू शकतात, नाचू शकतात, एन्गेज होऊ शकतात अशा प्रकारची. मग जर का एखादं लग्न समारंभ असलं, तर तिचे कसं रोमॅन्टिक गाणी हवी असतात.
हो, हं. हं. अरे वाह! हं. हां. मग? हां, हां. हो. अगदी बरोबर.
अशा प्रकारे मग आम्ही पूर्वतयारी करतो.
मग जेव्हा तुम्ही श्रोत्यांना एकदम असं जबरदस्त, जोरदार परफॉर्मन्स जेव्हा तुम्ही देता, त्यांचा उत्साह एकदम मस्त स्काय रॉकेट होऊन जातो, तेव्हा मग तुमच्या कामात तुम्हाला काही बदल दिसला का त्यामुळे?
कामात बदल म्हणजे आमची पॉप्युलॅरिटी वाढते. <chuckles> आणि आमचा भरपूर फायदा होतो. आणि त्यांच्यासोबत लाईव्ह शोमध्ये जेव्हा आम्ही अ, बोलतो किंवा त्यांचा त्यांना पण गायला प्रोत्साहित करतो की "आम्ही एक लाईन गाणार आणि आता दुसरी लाईन तुम्ही गायची, असं आपण करूया." तर मग त्यांना पण असं वाटतं की "अरे वाह! आम्ही पण ह्याच शोचा भाग आहोत आणि आम्हाला पण आमचं महत्त्व आहे आणि हे जे का सिंगर आहे किंवा हा जो बँड आहे ते आमच्यावर किती प्रेम करतात आहेत, आमची काळजी करतात आहेत, आम्हालाही संधी देतात आहेत गायची." तर ह्यामुळं ना एक अ, त्यांचं आणि आमचं नातं जुडतं, जे खूप छान असं असतं. आणि मग ते आम्ही जे-जे कमांड्स देत जातो किंवा जे काही आम्ही बोलतो स्टेजवर, त्यांना सांगतो करायला, तर ते पटकन करतात.
हां. हम्म. अरे वाह! बरोबर. हम्म. बरोबर. हम्म. बरोबर. अरे वाह! मग ह्यामध्ये कधी असं झालं आहे का, की एखादं शांत किंवा कमी उत्साही प्रेक्षक वर्ग असेल, की तुम्ही प्रयत्न करत आहात त्यांना एंगेज ठेवण्यासाठी त्यांना उत्साह देण्यासाठी पण त्यांच्याकडून काही तसा रिस्पॉन्स भेटत नाहीये. असा असला तर अ, तुमच्या परफॉर्मन्सवरती त्याचा इफेक्ट होतो का?
अ, खूप रेअरली असं अ, झालंय म्हणजे एकदा दोनदाच झालंय ते पण खूप सुरुवातीला, जेव्हा आम्ही जस्ट सुरू केलं होतं शोज करायला. काय झालं होतं माहिती आहे का, की एक कॉर्पोरेट कॉर्पोरेट इव्हेंट होता आणि त्याच्यात त्यांचं ते अ, त्यांच्या कंपनीचं आपण जसं म्हणतो ना एन्युअल फंक्शन आहे, तसं होतं ते.
हम्म. बरोबर.
तर त्यात आमचं स्पेशल अपिअरन्स होता, की हा बँड आमच्या कंपनीमध्ये येणार आहे परफॉर्म करायला. तर अ, स्पेशल अपिअरन्स आमचं असल्यामुळे आमचं एक स्टार अट्रॅक्शन होतं तिथे. तर जे अ, यंग क्राउड होते, ते तर खूप एक्साइटेड होते, की अरे वाह!. ह्या बँडना बोलवलंय आणि आता मस्त आम्हाला धमालचा टाईम झाला आम्ही नाचणार, गाणार तर त्यांना कसं माहिती होतं, की आमचं कशा टाईपचं प्लेलिस्ट असतं. आता कॉर्पोरेट इव्हेंट म्हटलं तर आणखीन वयस्कर माणसं पण असतात ना त्या कंपनीचे जे सीनियर्स असतात, डायरेक्टर्स असतात किंवा मॅनेजर्स असतात तर त्यांना कसं ह्या क्राउडला जे गाणी आवडतात, ते त्यांना नाही आवडत.
हां. हम्म. हं, हं. बरोबर. हम्म.
तर मग त्यांच्यासाठी ना, जेव्हा आम्ही अशा अ, प्रकारची गाणी वाजवत होतो, तर तेव्हा त्यांची प्रतिक्रिया इतकी काही चांगली नव्हती. म्हणजे अ, वाईटही नव्हती. पण ते अतिशय शांत त्यांच्या सीटवर बसलेले होते. जास्त काही त्यांची प्रतिक्रिया होत नव्हती. मग अशा वेळेस मग मला त्यांच्याशी बोलावं लागलं, की हॅलो तुम्हाला कसं वाटतंय. तुम्हाला आमचा शो आवडतो की नाही आणि तुमच्या आवडीची कोणती गाणी जर असेल, तर आम्हाला सांगा, तर आम्ही ते प्ले करू. असं खूप त्यांना एंगेज करायचा आम्ही प्रयत्न करत होतो. पण काय आहे ना, की त्यांचं वय असं होतं, की त्यांना हे सगळं नाही आवडत, त्या वयाच्या माणसांना.
बरोबर. <laughs> हो, हो. मग कधी असं झालं का, की श्रोत्यांचा जो उत्साह आहे तो तुमच्या अंदाजापेक्षा जास्त आला. आणि मग तेव्हा तुम्ही म्हणजे गाणं किंवा जोक्स वगैरे विनोद तुम्हाला बदलावा लागला? कारण अ, रिस्पॉन्स जरा वेगळा आणि किंवा जास्तच आला. असं मग तशा गोष्टीला तुम्ही कसं हाताळलात?
हं. हो, हं. अ, म्हणजे रिस्पॉन्स त्यांचा जर जास्तच असला, एकदम हाय एनर्जीचा, तर ते तर आमच्यासाठी चांगलंच आहे आणि त्याला आम्ही अजिबात बदलत नाही. तो तर उत्साह आम्हाला हवाच असतो. हाय एनर्जी जेव्हा भेटते आम्हाला, तेव्हाच आमच्या बँडची पॉप्युलॅरिटी वाढते, की हे बघा या बँडमुळे ह्यांच्या म्युझिकमुळे इतकी उत्साह, इतकी ऊर्जा क्राउडमध्ये आहे. तर ते तर तुमच्यासाठी बोनसच आहे. हो. अ, आम्ही बदलतो केव्हा, जेव्हा आम्ही म्हटलं, की त्या कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये जे सीनियर मेंबर्स होते, त्यांचा जास्त प्रतिसाद आम्हाला नाही भेटत होता. त्यांची प्रतिक्रिया नाही भेटत होती. तर मग तेव्हा आम्ही असा निर्णय घेतला, की आमचं हे प्लेलिस्ट कंप्लीट झाल्यावर आम्ही त्यांच्या आवडीची गाणी प्ले करायला सुरुवात केली. तर मग ते कोणती? तर त्यांच्या आवडीची जुनी जमान्याची जुन्या मूव्हीजची जी गाणी होती, ती आम्ही गायली. ती आम्ही त्यांच्यासाठी इन्स्ट्रुमेंट्सवर प्ले केली. तर मग तेव्हा त्यांचा अ, आलं प्रतिक्रिया आली आणि त्यांनाही असं वाटलं, की अरे वाह! आमच्यासाठी पण काहीतरी आहे इथे.
हम्म. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हम्म. बरोबर. हम्म. बरोबर हो. मग अशामध्ये बघा, की जेव्हा लाईव्ह इव्हेंट्स जेव्हा तुमचे चालू असतात आणि त्याच्यामध्ये बघा, ऊर्जा, फीडबॅक याचा अर्थ म्हणजे फक्त त्याला आवाज नसतो, तर असे काही छोटे संकेत आहेत का? ज्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवतात? की म्हणजे डोळ्यांची पुसट नजर किंवा हसण्याची वेळ किंवा मोबाईल लाइट्स वगैरे जेव्हा तुम्ही स्टेजवरती परफॉर्म करत असाल करू शकता तेव्हा?
हं. हं. म्हणजे काय आहे ना, की अ, जेव्हा आपण स्टेजवर असतो, तर तेव्हा समोर भरपूर असे ब्राईट लाइट्स वगैरे असतात, नाही का? तर अ, ते तर एक पार्ट एंड पार्सलच आहे कामाचं. तर त्यांना तर आपण काही नाही करू शकत. अशावेळेस मी काय करते, की भरपूर जर जास्त फ्लॅशेस किंवा लाईट असेल समोर तर आम्ही सनग्लासेस घालतो. तर त्याने आमचे एक स्टाईल फॅक्टर पण असतं आणि आम्हाला त्रासही होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अ, आम्हाला क्राउडला जास्तीत जास्त एंगेज करून ठेवायची गरज असते, कारण लाईव्ह शो आहे. लाईव्ह शो कशाला करतात? ते आता त्यांच्यासाठी हेही ऑप्शन होतं, की ते एखादं अ, म्युझिक प्लेयर ऑन करून म्युझिक वाजवू शकले असते.
बरोबर. हं. अरे वाह! अरे वाह! छान. हम्म. अगदी बरोबर, हो.
पण लाईव्ह शो ह्यासाठी असतो, की आम्ही आमच्या क्राउडसोबत एंगेजमेंट वाढवू शकतो. त्यांच्याशी तेव्हा एक गाण्याची ओळी आम्ही म्हटली, मग दुसरी त्यांनी म्हटली. ह्याने काय होतं, की आमची एंगेजमेंट वाढते. त्यांचा उत्साह वाढतो, भरपूर उत्साहित होतात ते आणि त्यांना असं वाटतं की "वाह! आम्हाला किती मजा येते हे करायला" आणि आम्हालाही तसंच वाटतं.
हम्म. वाह! हम्म. मग हो मग अशावेळेस तुम्ही काय सल्ला द्याल हो लोकांना, जे लाईव्ह इव्हेंट्स करतात, लाईव्ह शो करतात. आणि श्रोत्यांचा उत्साह बरकरार ठेवण्यासाठी काय तुम्ही असे असे छोटे 2-3 टिप्स काय देणार?
मी तर असं म्हणेन की जसं आम्ही करतो ना की पूर्वतयारीवर तुमचं लक्ष सगळ्यात जास्तीत जास्त असलं पाहिजे. तुम्हाला जर एखादा शो भेटला तर तुम्ही त्या शोची पूर्वतयारीमध्ये सर्वात प्रथम हे इन्फॉर्मेशन गोळा करा की तुमच्या क्राउडचं वयोगट काय आहे, एज ग्रुप काय आहे. यंग आहेत का, की मिडल एज आहेत, की सीनियर मेंबर्स आहेत आणि मग त्याप्रमाणे मग तुम्ही ते तुमची प्लेलिस्ट तयार करा. त्यापुढे मग नंतर मग ते इव्हेंट कोणतं आहे. ते लग्न समारंभाचं आहे का, की कॉर्पोरेट आहे, की यंग क्राउडचं आहे, म्युझिक फेस्टिवल आहे. मग त्याप्रमाणे मग तुमचे कपडे तुम्ही डिझाइन करा किंवा सिलेक्ट करा. कारण ते शो बिझनेस आहे. तुम्ही स्टेजवर जाणार आहात. तर स्टेजवरती आकर्षक दिसणं आणि सुंदर दिसणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर का एखादा लाईव्ह शोमध्ये जे व्यक्ती स्टेजवर आहे ते बरोबर कपडे घालून नाही आले, तर मग त्याचा इम्पॅक्ट नाही होत आणि क्राउड जो आहे तो त्यांच्यासोबत कनेक्ट नाही करू शकत. अन् मग कनेक्ट नाही झालं तर मग त्यांचा उत्साहही कमी होतो किंवा नसतोच. तर ही गोष्ट टाळण्यासाठी पूर्व तयारी करणं खूपच गरजेचं आहे. आणि शेवटचं म्हणजे तुमच्या क्लायन्टला विचारा की त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत.
हम्म. बरोबर. बरोबर, हो, हम्म. हां, छान. खूपच छान. हम्म. अगदी बरोबर. हो. की अच्छा, हां, छान.
मग ह्या गोष्टींचं जर का तुम्ही लक्ष घेतलं आणि तुम्ही ह्याची पूर्वतयारी करून नंतर मग जेव्हा स्टेजवर जाल, तर क्राउडचा उत्साह तुम्हाला अतिशय जास्त भेटणार.
हं. खूपच छान! तुम्ही म्हणजे किती छान प्रकारे तुम्ही ह्या गोष्टीला समजवलं आणि सांगितलं की लाईव्ह शोमध्ये श्रोत्यांचा उत्साह बरकरार ठेवण्यासाठी काय-काय करू शकता. तर तुमचं सगळं ऐकून मला खूप आनंद झाला. तुम्हाला खूप धन्यवाद. आपण परत नक्की भेटू.
हो ना. तुमचंही धन्यवाद.